आणि कुठे ना कुठे मला असं जाणवलं, की हा ह्या व्यक्तीची ऊर्जा माझ्यासारखी आहे. आणि तो पण तसंच लोकांना ऑब्झर्व्ह करतोय, पाहतोय, जसं मी ऑब्झर्व्ह करते आहे. आणि त्याचसोबत, जसं माझी नजर त्याच्यावर गेली, तशी त्याची पण होती. आणि नंतर थोड्या वेळाने मला जाणवलं की तो अ, म्हणजे काही वेगळंच त्याची ऊर्जा होती. म्हणजे बाकीचे कसे त्या वयाचे मुलं-मुली नाचत होते, खिदळत होते, काही ना काही खात पीत होते, डान्स करत होते तर तो तसा नव्हता करत होता, आणि मी ही नव्हती करत. मग ती एक ऊर्जा आमची कुठे ना कुठे मॅच झाली आणि मला ती सकारात्मक वाटली. मग मी त्याच्याशी तो आला माझ्या जवळ बोलायला आणि नंतर मग माझ्या मैत्रिणीने आमचं इंट्रोडक्शन करून दिलं. ती होती माझ्या बाजूलाच बसून आम्ही बोलत होतो आणि मग तिने सांगितलं, की हा माझ्या ऑफिसचा मित्र आहे, असं-असं आहे आणि मग त्यानंतर आमचं बोलणं सुरु झालं. मग मला त्याची कंपनी आवडली, की तो दुसऱ्यांबरोबर कसं बोलतो, किती प्रेमानं वागतो, किती छान त्याचा स्वभाव आहे आणि ह्या गोष्टींनंतर मग आमची मैत्री झाली. तर असंही नॉन व्हर्बल क्यूजवर मी आधी लक्ष दिलं आणि आज ते माझ्या मिस्टर आहेत नंतर खूप वर्षांनी आमचं लग्न झालं तर अशा गोष्टी असतात ना, की आपल्याला पहिल्याच अ, भेटीत आपल्याला समजत, की एखादा व्यक्ती कसं आहे, त्याची ऊर्जा कशी मग त्याने आपण अ, आपलं लक्ष्य त्याच्याकडे जातं.
अच्छा. बरोबर. हो ना. हं, हं. बरोबर, हं, हं. बरोबर. हां. हो. <giggles> मग असं हां, हो. हं.